बरोबर आहे. बरोबर आहे. आहे. बॉस कडून कसं आहे, की अ, दबाव तर येतातच जसं मी सांगितलं, की मला आर्टिकल पाहिजेच आहे लिहून तर त्याच्यामुळे काय आहे, की एक तो कनेक्शन बसत नाही ना ते इमोशनल कनेक्शन असतो. मग
हो ना. बरोबर. मग तेच न्यूरॉनची स्टोरी आपली नाही का?
हां, <chuckles> तसं आहे ते. मग व्यक्ती क
तिथे आपण असतो बेसिकली मग <chuckles>
<laughs> बरोबर म्हटले तुम्ही. तेच आहे. <chuckles> थकून जातं पूर्णतः.
बसतो बघा आपण तिथं नाही का? हां, थकून जातं पूर्ण आणि मग अ, एकदा बसला की मग ते उठायला टाईम लागतो पुन्हा. जे आपल्याला करायचंय ते तेच करावं लागतील गोष्टी, आवडते त्या गोष्टी. हम्म
<laughs> तसंच आहे ते. मग तिथे काय आहे तिथे प्रॅक्टिकल राहावं लागते पूर्णतः म्हणजे एक संबंध जोडायलाच चालत नाही तिथे. ठीक आहे आपण पैसे कमवतोय म्हणून हां, इमोशन्सला जागाच नसते. जॉबमध्ये इमोशन्स जर का टाकले ना तर सांगतो तो डिप्रेशनमध्येच जातो व्यक्ती शेवटी त्याच्यातच रूप असं आहे ते. इमोशन्स घरी पाहिजे. जॉबमध्ये प्रॅक्टिकल लाईफ पाहिजे असं आहे. तस
बरोबर आहे. अगदी बरोबर एकदम वास्तववादी आहे ना इमोशन्सला काही जागा नाही द्यायच. अवघड होतं मग. <chuckles> बरोबर आहे. हो, तर अ हं. अगदी बरोबर मग इन जनरल काय सांगाल बरं मग अ, आपण म्हणतो ना एक थंब रूल असो मग तो सायकॉलॉजिकल असो, क्रिएटिव, नात्यांमधला असो किंवा अ, वर्क प्लेस डिजिटल ब्लॉक असो काय नेमकं आपण केलं पाहिजे तो थंब रूल काय आहे याला सांगता येईल शेवटचा.
हां. याचा थंब रूल एकच आहे, की तुम्ही तुमच्या स्वभावात राहा. अपेक्षा दुसऱ्याकडून कमी करायच्या, एक. दुसरी गोष्ट आहे, की हा आता रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्ही स्वभावात राहिले ना तर तुम्ही आनंदित राहता बघा. तुमची एक दिनचर्या आहे ती व्यवस्थित ठेवली. तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो स्वतःवरती. फिजिकली फिट असते, मेंटली फिट असले तर एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि जो कॉन्फिडंट व्यक्ती आहे ना तो मग कोणत्यापण ब्लॉकला तोडून समोर जाऊ शकतो एवढं मला वाटतंय. <laughs> असंही म्हणलं.
अच्छा. हां. बरोबर. हो ना. अच्छा! हं, म्हणजे कॉन्फिडंट रहा आणि आवडती गोष्ट करा जर आला ब्लॉक तर म्हणजे फील होईल तेव्हा अ, शेवटी थोडक्यात सांगू शकता, की काय नेमकं लक्षण आहे बरं ब्लँ ब्लँक होतो तेच लक्षण आहे का ब्लॉकचं, की दुसरं काय असतं?
हां. बरोबर. हां, ब्लँक होणे अ, दुसरी गोष्ट अस्वस्थता, ताण येणे, घबराट होणे किंवा अ, उदासीपणा, एक प्रकारचा कमी ऊर्जा वाटणे हे ब्लॉकची लक्षण आहेत. येस.
ओके. आलं लक्षात हं, अच्छा खूपच छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं, की ब्लॉक जर आला तुमच्यावर विशेषतः क्रिएटिव्ह ब्लॉक आला किंवा कोणताही नात्यांमध्ये वगैरे ब्लँ ब्लॉक आला तर अपेक्षा तुम्ही जास्त ठेवू नका एक कॉमन ग्राउंड शोधा असं तुम्ही समजावून सांगितलंत आणि मस्त वाटलं मला आपल्याशी बोलून अ, खूप, खूप धन्यवाद आपले.
हां. हां. मला पण खूप छान वाटलं <chuckles> मला पण खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. खूप काही गोष्टी मला रिकॉल झाल्या. या सगळ्या गोष्टीसाठी खूप-खूप धन्यवाद तुमचे पण.